हां, हां, हां, हां. म्हणजे जास्त जास्त कम्फर्ट फूड म्हणून-म्हणून आपण अ, आवडता पदार्थ जास्त नाही खायला पाहिजे कारण की प्रोटीन वगैरे त्या जर एखादा अ, खात असेल फक्त प्रोटीनच तर ते पचायला वगैरे जड असतात म्हणतात ना आपल्या लिवर, किडनीवर ताण पडू शकतो नाही का आणि कार्बोहायड्रेट वगैरे पण अ, आपल्या आहारामध्ये अ, अ‍ॅड करायला पाहिजे. मग मी असं म्हणेल की जसं तुम्ही सांगितलं अ, डाळ खिचडी जी आहे, ती तर मग एकदम परफेक्ट अ, कम्फर्ट फूड आहे कारण की त्यामध्ये प्रोटीन पण आहेत आणि कार्बोहायड्रेट्स पण आहेत नाही का.
तो जास्त आहे कम्फर्ट फूडच्या हं, हं. बरोबर. हो, ताण येतो. बरोबर, अगदी बरोबर. हो, बघा प्रोटीन, फॅट आणि हां. हं. एकदम कम्फर्ट, त्यातून सर्व गोष्टी भेटतात. बिलकुल, बिलकुल.
आणि फॅट्स पण जे तुपातून जे तुम्ही सांगितल, फॅट्स पण माणसाला गरजेचे असतात. ते पण त्यामध्ये आपल्याला हं, हं.
हो, हो, हो, हो. गरजेचे खूप. सगळं भेटतं, म्हणजे सगळ्यात कम्फर्ट फूड आहे ना, मी डाळ खिचडीला का निवडलं, जेव्हा चक चिकन मटण वगैरे ते सोडलं, तर त्यानंतर ह्याच गोष्टी ज्या तुम्ही नमूद केल्या आता की याच्यामध्ये प्रोटीन
अ, मला एक विचारायचं आहे, की शेवटचं की कोण अ, कोणी अ, बनवलेलं कम्फर्ट फूड तुम्हाला आवडतं? म्हणजे आजी-आजोबा किंवा तुमची आई, कोण बनवलेलं आवडतं?
हं. स्वतः, स्वतः बनवलेलं मला खूप आवडतं, कारण स्वतः जर बनवलं, तर कसंही झालं म्हणजे तिखट जरी झालं, पोचट जरी झालं, काहीही झालं, कच्चं राहिलं, तर माणूस गपगुमान गिळतो. दुसऱ्यांनी केलं, तर <chuckles> म्हणजे नाही का त्याच्यावर हे करतं, नावं ठेवतो, असंच केलं, तसंच केलं. हां, त्यापेक्षा स्वतः केलेलं, स्वतः बनवा, कम्फर्टेबली खावा.
अच्छा. <chuckles> <laughs> नावं ठेवत आहेत म्हणजे शोधता ना काय ना? हां, हां. <chuckles> अच्छा. हं, हं. खूप मस्त वाटलं तुमच्याशी बोलून, <chuckles> मस्त अ, मज्जा आली गप्पा मारून. आपण नक्कीच पुन्हा भेटूयात. खूप-खूप धन्यवाद.
ते बेस्ट आहे. बिलकुल-बिलकुल भेटूयात. धन्यवाद.